हां. सोशल मीडियापासून मी जास्ती, म्हणजे एवढी नसते मी ॲक्टिव्ह. पण अ, वापरते म्हणजे माझे अकाउंट्स आहेत Facebookवर, Instagramवर. पण असं इतका ॲक्सेस नाही गं, एक दिवसातनं 5 मिनिटं बघते त्याच्यावर मी बघत नाही. ते म्हणजे तेवढा वेळ पण नसतो माझ्याकडे. मग अ, हां. म्हणजे कधी 2-3 दिवसातनं किंवा सॅटर्डे संडे वगैरे असं कधीतरी, एक 10 मिनिटं सर्फिंग करते. अपडेट्स बघते, एवढंच. तर माझं मन नाही रमत सोशल मीडियामध्ये घरी आलं, की मग घरच्यांसोबत गप्पाटप्पा करायच्या, <chuckles> फोन करायचे एकमेकांना, मग असे असं मला म्हणजे जिवंत काहीतरी असं इंटरॅक्शन आवडतं. असं म्हणजे ऑफलाईन भेटेत
हं, हं. हं, हं, हं. हं. हं, हं. हं, हं, हं. अच्छा. अरे वाह! म्हणजे सेम मी तर म्हणीन अ, माझ्या सारखंच आहे. मला पण सोशल मीडिया हे जास्त आवडत नाही. अ, मला पण असं जे म्हणतात ना, फेस टु फेस कम्युनिकेशन ते नॅचरल अ, हसी मजाक तो स्पर्श ते खूप एन्जॉय वाटतो. तर अ, हं.
हो, हो. हो. हो. आणि असं कृत्रिमपणा नको वाटतो ना, त्याच्यात असा कृत्रिमपणा असतो तसा म्हणजे रोज जर तुम्ही भेटत असाल तुमच्यात काही बोलणं वगैरे गप्पाटप्पा होत असेल, तर ते एकदम नॅचरल वाटतं आणि कुठेतरी मनाशी कनेक्ट होता ना तुम्ही? तसं सोशल मीडियामध्ये तुम्ही मनाशी नाही इतकं कनेक्ट होऊ शकत किंवा शेअर नाही करू शकत काही असं, तसे लिमिटेड लिमिटेशन पडतात असं वाटतं मला.
हं, हं, हं, हं. हं. हं, हं, हं.